अरे वाह! आणि मग तुम्ही सांगा, म्हणजे हंगामामध्ये पण फळं येतात, बरोबर? तर प्रत्येक हंमा हंगामानुसार वेगळे-वेगळे फळं असतात. जसे उन्हाळ्यामध्ये वेगळे फळं, हिवाळ्यामध्ये वेगळे फळं आणि नेचर आपल्याला त्या प्रकारचे अ, फळं पुरवतो. तर असा हंगामाला का म्हणजे काही-काही लोकांचे आवडते फळासाठी ते हंगामाची वाट पाहतात किंवा त्या वेळेची वाट पाहतात. तर म्हणजे असं तुमचा कोणचा म्हणजे आवडता हंगाम आहे? आणि त्याच्यामधले ते कोणचे फळं आहेत, की जे तुमच्या सगळ्यात जवळचे आहेत किंवा खूपच आवडीचे फळं आहेत आणि तुम्हाला ते पाहिलं म्हणजे आठवण जरी आली का तुम्हाला, ते हवेहवेसे वाटतात. असे कोण-कोणचे फळं आहेत ते?
हां. हां, हां, बरोबर. हो. बरोबर. बरोबर आहे. हां. <chuckles> बरोबर आहे, हो हं. <chuckles> हो, हो. असे तर खूप म्हणजे फळं आहेत पण अ, सगळ्यांना तर आंबा आवडतोच म्हणजे आंबा म्हटलं की अ, महाराष्ट्रातला माणूस आणि आंबा आवडत नाही असं होतच नाही आणि अ, हापूस आंबा जर त्यात असेल, तर हापूस आंबा म्हणजे काय त्याची बातच अ, और म्हणजे. त्याचा तो वास, त्याचा तो कलर आणि असं ओपन जरी केला तर खूप असा खोलीभर असा सुवास त्याचा दरवळतो आणि असं होतं की कधी खातोय आणि किती पण घ्या, असं कमीच वाटतो <chuckles> आणि 1 खाल्ला, तरी आपल्याला वाटतं आणखीन 1 खाऊ, आणखीन 1 खाऊ तर खूप असं म्हणजे त्याचं टेक्स्चर म्हणा, त्यात जर तो आणखीन देवगडचा असेल ना, आणखीन मजा येते. देवगडच्या आंब्याचं काय वैशिष्ट्य आहे ना, की त्याला गर खूप जास्त असतो. साल थोडीच असती, पातळ असते आणि त्याचं ते दाताला वगैरे आंब्याचं जे लागतं ना, दाताला अडकत फायबर्स तर त्याचे अडकत नाहीत कधी देवगड देवगड आंब्याचे, हापूस आंब्याचे. तर ते देवगड हापूस आंबा खायला खूप मजा येते. तर एकत्र प्रयत्न करतो की देवगड हापूस, <chuckles> हा आता यावा, रस वगैरे आणि माझ्या मुलाला पण आहे ना, लहानपणापासून म्हणजे आठवण त्याची अशी आहे, की तो मला वाटतं 6 की 7च महिन्याचा असेल, फक्त तो आणि त्याला आम्ही थोडं वरचं सुरू केलं होतं. नेमकं त्यावेळेला सीजन आला आणि त्याला लहानपणापासून आंबा आवडतो. म्हणजे माझ्याकडं फोटो आहेत त्याचे, तिथं "उम्म, उम्म" असं करून तो मागायचा <chuckles> आणि मग घरचे कधी-कधी घाबरायचे जुने लोकं सांगतात ना, की "देऊ नका आंबा, पोट बाहेर येईल असं-तसं." पण त्यानी ऐकलंच नाही. तो लहानपणापासून खातो तो. पण, त्याला कुठं आता कैऱ्या आल यायला लागल्यात बघा, काही-काही बाकीच्या राज्यातले वगैरे येतात. तर तो लगेच विचारतो. लेमॅन हो, आपण रस करायचा आहे. मी म्हणलं, "अरे! नाही," इतका आवडतो तर आंबा आहेच म्हणजे.
हं, हं. बरोबर आहे. <chuckles> अगदीच. <chuckles> हां, हां. अरे वाह! हो, हो. अच्छा, हो, हो. अगदी, अगदी, अगदी. हो, हो, हो. अच्छा. हो, हो, अगदी बरोबर. हो, हो, हो. हं, हं. हं, हं, हं. हो, हो. अच्छा. हां, हां. हां, हां. अरे बापरे! <chuckles> हो, हो. हां, हां. हं, हं. हो, हो, हो. हं, हं. <chuckles> हो, हो.